तर ह्याच्याबद्दल असं आहे की कंपॅरिझन नाही करायचं. कोणाशीहीच कोणाशीच. मा माझी सख्खी बहीण, माझा सख्खा भाऊ त्याच्याशीसुद्धा मी कंपॅरिझन नाही केलं पाहिजे. तो त्याच्या जागी पुढे आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अ, किंवा माझी कोणी मित्र-मैत्रीण माझ्यापेक्षा पुढे जात असेल, तर मी ते सेलिब्रेट केलं पाहिजे. मी त्यांना वाह, वाही प्रशंसा केली पाहिजे त्यांची की "वाह! वाह! तू मेहनत केली. बरं का तुला तुला हे यश मिळालं." तर ते त्याच्यात ते तुमचं पण यश आहे नाही की तुम्ही खुश राहिलात. तुम्ही स्वतःवर त्याचा नकारात्मक परिणाम न करून घेता तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी झाले. तर असं हं, हं. येस. हं.
हो. कुणाशी नाही. नाही. अ, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. बरोबर. केली पाहिजे. हो. मिळालं. हां. परिणाम होऊ दिले नाहीत. हां, आनंदात सहभागी केलं पाहिजे, शेअरिंग केलं पाहिजे आणि म्हणजे कौतुक केलं पाहिजे थोडक्यात. आणि म्हणजे तुम्ही जर कौतुक केलात, तर दुसरे पण तुमचं कौतुक करतील किंवा तुम्हाला अ, दिशा दाखवतील, बरोबर आहे. हां, तर अ, म्हणजे आणि अपयशच ही यशाची 1ली पायरी आहे याबद्दल काही सांगाल?
हो, हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. येस. हो, अपयश हे येणारच. अप अपयश कोणीही पहिल्या, प पहिल्याच प्रयत्नात अगदी अत्यंत रित्या खूपच अ, यश मिळालं असं होत नाही. अपयश हे शिकवतं तुम्हाला की काय नाही केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे बरोबर केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं. तर अ अगदी महत्वाचं आहे त्याने माणसाला माणूस ग्राउंडेड राहतो, म्हणजे गर्व येत नाही. अपयशाने माणूस अगदी स्थिर राहतो. हां. हं. स्थिर स्थिर राहील माणूस. आणि जे काही यश येईल ते पचवायची ताकत येते अपयशानेसुद्धा. हे असं माझं म्हणणं आहे. हं.
हां. नाही. हो. केलं पाहिजे. अगदीच. गर्व येत नाही. हां. माजतो किंवा डाउन टू अर्थ राहत नाही म्हणायचे तुम्हाला. हां, स्थिर राहील. हां. हो, हो, नक्कीच. एकदमच हो, नक्कीच. तर अ, तुम्ही छान सांगितलत आणि मला छान वाटलं मलाही बोलून. तर परत भेटू नक्की आणि बोलू. हो, धन्यवाद.
छान छान वाटलं. बोलून मला सुद्धा तुमच्याशी. हो. नक्की परत भेटूयात. येस-येस नक्की भेटू. धन्यवाद-धन्यवाद.

थोडं हं. आणि ते मला सक्सेस वाटलं होतं. ती माझी सक्सेसची भावना तेव्हा होती. ए ए अ‍ॅज अ अ‍ॅज अ स्कूल स्टुडंट हां. हं. हां, हां. हां. हां. <clears throat>
सक्सेस वाटेना. अच्छा ओह! हां, म्हणजे तुम्हाला रिअलाईज झालं म्हणायचं हां, हां. मग अ, आता तुम्ही यश म्हटला की ते अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की हां, मग असं काही आहे का म्हणजे अभ्यास जमणं किंवा त्याच्यात मार्क पाडणं म्हणजेच यश किंवा बाकी मग काही करू नाही शकत का? म्हणजे दुसरीकडे यश मिळणार नाही असं काही आहे का? म्हणजे असं काही हां, असं काही हां.
हां, हो. असं हां. तर शाळा आप आपल्या मी, मी तेच म्हणते की आपल्या आकलन शक्तीप्रमाणे आपण आपल्या यशाची अ, व्याख्या बनवत असतो. आणि आता शाळेमध्ये कसं असतं, की आपल्याकडे भारतीय शाळांमध्ये तर असंच आहे की कॉम्पिटिशन, सतत स्पर्धा. प्रत्येक गोष्टीत स्पर्धा, प्रत्येक गोष्टीत तुम्ही पुढे राहा. असंच असायचं. तर अ, हे हे मला तेव्हा कळायचं नाही. आता जेव्हा मी मोठी झालेली आहे. मी कॉलेज केलं, मी बाहेर श बाहेर हां. बाहेर जग घरा घरापासून बाहेर आले. मी अ, जेव्हा नोकरी करू लागले, तेव्हा नोकरीमध्ये पाहिलं की नुसत्या हुशारीला काम नाहीये. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत कसं जुळवून घेता हेसुद्धा एक सक्सेस आहे हां. हां. तुम्ही व्यवहारज्ञान असलं पाहिजे हां, हां. हो, हो. अगदी, अगदी, अगदी व्यवहार
व्याख्या करत असतो. हां. हो. हो. पुढे राहा. हो. हां. हो. बद्दल बघ बघितलं म्हणा हो. हो. हां. अगदी. कसं कनेक्ट होतं. मग हां, बरोबर आणि व्यवहाराचा म्हणजे काही त्याच्यामध्ये फायदा हां, हां. म्हणजे काही फायदा झाला का व्यवहारात वावरल्यामुळे वगैरे हां, अगदी काही असं सांगू शकाल का त्याचे म्हणजे एखादा अनुभव वगैरे तुम्हाला काही आला असा? हां. हां.
नक्कीच, नक्कीच, नक्कीच. व्यवहार ज्ञान हे शाळेत शिकवलं जात नाही असं माझं मत आहे. व्यवहार ज्ञान हे आपल्याला अनुभवानेच येतं. ते काही कोणी शिकवू नाही शकत हां. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात आलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्याकडून आपल्याला काय फीडबॅक मिळतात हेसुद्धा आपण ऐकलं पाहिजे आणि त्या आपल्यात काही चुका होत असतील त्यात सुधारण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे. आपण ते केलं पाहिजे हां. असं हं, हं. नुस अगदी बरोबर.
हां. बरं. हो बरोबर. नाही शिकवत. कोणीच शिकवत नाही. हां. सुधारणा, कॅपॅसिटी पाहिजे. हां, हां, म्हणजे नक्कीच अ, अभ्यास करून नुसतं जग शहाणं होत नसतं. त्याचं हां त्याचं म्हणजे सोशल कनेक्शन म्हणा, लोकांशी सुसंवाद साधण्याचीपण त्याच्याकडे कला अवगत पाहिजे हां, म्हणजे आणि अ असं म्हणजे अ, यश म्हणजे असं करियर, पैसा असं काही-काही लोकांना वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा? अ आणि म्हणजे आता तुम्हाला त्याबाबत असं समाधान आणि शांती अशी वाटते का? म्हणजे आता करियर आहे माझा, बाबा पैसा आहे. तर तुम्हाला त्याबाबतीत शांतता आणि समाधान वाटतं का?
हं. अगदी, अगदी, अगदी. हं, हं. हं, हं. हं, हं.

हो. मी अ, माझ्याकडे यशाची एक मोठी व्याख्या आहे, पण मी ती तुम्हाला व्यक्तीच्या आयुष्याच्या टप्प्यात येणाऱ्या अ, आता येणाऱ्या येण्याच्या आधारे मी सांगेल. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जन्म घेतो आणि आपलं पहिली पहिला टप्पा म्हणजे मनुष्याच्या श आयुष्याचा एक शाळा, की तुम्ही शाळेमध्ये काय सक्सेस केलं. शाळेमध्ये आपल्या डोक्यात काय असतं? अ, एक एक लहान मूल म्हणून आपल्या डोक्यामध्ये काय असतं, की अभ्यास करा, पहिला नंबर आणा, अ, शाळेमध्ये स्पर्धांमध्ये भाग घ्या तिथे पहिला नंबर आणा. ते म्हणजे यश. तुम्हाला बक्षीस मिळालं म्हणजे तुमचं यश आहे. तर हे आपल्या आपण मला मला असं वाटतं, की एक लहान मूल म्हणून आपण जस्ट जगाला जस्ट आपण अ, सामोरं जातोय. शाळे शाळेतर्फे म्हणा, आपल्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणीतर्फे म्हणा किंवा आपल्या शाळेतले शिक्षक म्हणा, आपल्याला ते एक जग एक जग अ, आपल्याला उघडून दाखवत आहेत बाहेरच. ती ती एक पहिली पायरी आणि तिथे काय यश मिळतं हे आपण जेव्हा आपल्या आपल्या ग्रास आपले ग्रास्पिंग पॉवर म्हणतो किंवा आपल्या आकलन शक्तीप्रमाणे आपण त्याची व्याख्या डिफाईन करतो. तर शाळेमध्ये माझ्या मते अभ्यास करून पहिला नंबर आणणे, टीचरचे टीचरवर इंप्रेशन टाकणे, हां स्पर्धां हां, हां, हां, हां. ते ते ते यश आहे हं. हं. हां.
बरं. बरोबर. हां. हं. बरं. बरं. हां. हं. हां. हो. बरोबर. हं. हां. हां. हां. उम्म, माळ टाकणे हो, हां, म्हणजे होमवर्क करणे पहिल्यांदा दाखवणे हां. हां, मग अशा काही अ, ह्या बालिश गोष्टी असतात, म्हणजे त्यावेळी आपल्याला नेमकं कळत नसतं की नेमकं आपण काय करतो? मग अ, हां, म्हणजे
हां, हां. तर तर तेच तर तेच यशाची व्याख्या आपली वयानुसार बदलत जाते. तर मग आपण जसं हायस्कूलमध्ये जातो बारा 11 वी, 10 वी चे मार्क, 10 वी त डोमिनियन फर्स्ट अ, आली का? किंवा 12 वी त डोमिनियन फर्स्ट आला का आली का? हां.
बदलत जाते हां. हां. हां. आला का? हां आणि ह्याचे अ, पर्सेंटेज किती आहेत, त्याचे किती आहेत ऐंशी टक्के च्यावर पडले की नाही वगैरे असं हां, हां.
त्याची पर्सेंटेज किती आहे? हां, हां, हां हां, हां. हां, हां, तर आप आपले आपली आकलनशक्ती तेव्हा अजून थोडी वाढलेली असते की, शाळेच्या बाहेर आपण स्टेट लेव्हलवर कॉम्पिटिशन करतोय, की ये राज्यस्तरीय स्पर्धा, राज्यस्तरीय परीक्षांना आपण सामोरं जातो, तर मग तो आपला एक अ, काय म्हणतो अ, एक मोठा होरायझन आपलं वाढतं. आपला आपला पूर्ण एक अ, पूल वाढतो म्हणू शकतो आपण लोकांचा, आपण सामना कोणाला करणार? तर मग त्यात जसं-जसं आपलं वय वाढत जातं तसं-तसं आपली बौद्धिक क्षमतेप्रमाणे आपण परीक्षा देत जातो. त्यात यश मिळालं, की ती आपली यशाची एक डेफिनेशन असते हां मग 12 वी त हां, हां.
हो. वाढतं. हां. हां, नक्कीच. करणं हां. इच्छाच उडाली अ, हां, असते. हो हां, पण हां, पण असं काही आहे का की म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं का? की नाही बाबा मी इथे नाही आता सक्सेस झाले म्हणजे माझं पूर्ण लाईफ थांबलं आता मी काय करू. मला ह्याच्यात कमी मार्क पडले. म्हणजे अशी न्यूनगंडाची भावना वगैरे आली का कधी तुमच्या मनामध्ये?
हां, हां, हां.